आपण लहानाच्या मोठे होतपर्यंत ना, आपण कित्येक लोकांशी बोलतो, आपला संवाद होतो. शाळेत, मित्रांमध्ये आपले गुरुजन असतात, आपले नातेवाईक असतात. आणि प्रत्येकाशी आपलं जे नातं असतं ना, त्यांनी आपली एक ओळख तयार होत जाते. तर अ, तुम्हाला सुरुवातीला आठवण आहे का? की तुमच्या घरातलं वातावरण कसं होतं, शिक्षण, मित्रमंडळी आणि ह्यांचा तुमच्या ओळखीवर कसा काय प्रभाव पडला?
अ, सगळ्यात मोठी गोष्ट कशी माहिती आहे का, की ओळखत निर्माण करण्यासाठी हो, मी ब बोलतो की घरातला वातावरण आणि परिवार आणि जो कुटुंब असतो तो खूप अ, गरजेचं असतं. पण जेव्हा खरी ओळख निर्माण करण्याची गोष्ट येते ना, तेव्हा तुमचे मित्र कसे अ, आहेत? कसं काय आहे, की अगर तुमचे मित्र काही गलत या मग उलटं उलट-सुलट- सुलट कामामध्ये आहे, तुम्ही तसे होणार आणि तुमची ओळख पण तशीच होणार. तुमचं कॉलोनी वगैरेचे लोकं पण तुम्हाला तसेच पाहणार. जसं ते तुमच्या मित्रांना पाहतात आहेत, की हे इथे अ, सिगारेट ओढतात आणि काय-काय करतात. हा पण तसा असेल, बरोबर? ओळख म्हणजे काय, की स्वतःची ओळख या तर तुमच्या दृष्टीमध्ये काय आहे, या तर अ, इतरांच्या अ, दृ दृष्टीमध्ये काय आहे?
हं, हं. हं. बरोबर. हां. अच्छा.
आणि अगर बोललंच आहे ना की घरातलं वातावरण कसं निर्माण करतं आपलं. तर माझ्या घरामध्ये काय माझे दादा आहे, मोठा भाऊ माझा आणि तो अभ्यासामध्ये खूप हुशार आणि खूप छान आहे. आणि अ, माझी आजी त्याला शिकवायची, मग त्याच्यामुळे ना तो आणि माझी आजी इंग्लिश टीचर होती
अच्छा. वाह!
त्यांच्या टायमावर. तर ती खूप छान शिकवायची आणि दादा खूप शिकायचा आणि मी थोडासा असा मस्ती ह्याच्यामध्ये राहायचा. मी आजीकडनं जास्त शिकून नाही घेतलं. मी तिला अजून त्रास द्यायचा. पण असं असतं ना की ती जेव्हा काही मतलब अभ्यास सांगितला ना, तर मला ते थोडंसं असं वाटायचं की मला नाही शिकायचं. पण काय? तिने मला एक सवय लावली की तू अभ्यासाला बसत जा आणि नाही झाला ना, तर काही त्रास नाही, पण बस एकदा. त्याच्यानी माझी सवय लागली की मला बसायला पाहिजे, अभ्यास करायला पाहिजे आणि धीरे-धीरे अ, शिक्षण ही सुरू झालं माझं आणि मी शिकायला लागलो आजीकडनं ही. पण काय असतं ना की आपल्या आपल्याला माहिती आहे दादा मोठा आहे
हं. अरे बाबा! अच्छा. बरं. हं.
आणि कसं असतं की ज्या घरामध्ये मोठा भाऊ असतो ना, त्या घरातला छोटा भाऊ समजूतदार नसतो, मतलब तो आपल्या धूनमध्येच असतो. तो आपल्या हिशोबाने सर्व करतो. तर हो, हो, अगदी. म्हणूनच तर ना की अ, छोट्या भावाला म्हणतात ना की मोठा भाऊ समजूतदार असतो आणि छोटा भाऊ एकदम रागीट असतो, काहीही करतो, कधीही करतो. त्याला माहीत असतो, मोठा भाऊ सांभाळून घेणार आहे. तर ह्या हिशोबाने तुमची ओळख निर्माण करण्यासाठी तुमचं कुटुंब ही खूप अ, सहका सहकारी असतो आणि तुमचे मित्र पण असतात.
हं. असं का? <chuckles> <chuckles> बरं. मग तुम्ही मला सांगा, की तुमच्या आयुष्यात एखादा असा ठराविक अ, वळण आला का? एखादी अशी घटना, ज्यांनी तुमचा अ, म म्हणजे दृष्टिकोन खूप बदलला?
अ, माझं आज्जीकडनं माझं खूप होतं. मी तिच्याशी भांडायचो खरं, पण मला खूप प्रेम होतं, दादा, दादा आजीला दादावर जास्त प्रेम होतं, पण मला आजीवर जास्त होतं. पण अ, मी क्लासेस गेलो होतो, तर म मला आ 8:30 या 8:00 वाजता रात्रीच्या बाबांचा फोन आला, की "आजीची तब्येत बिघडली, तू घरी येऊन जा."
अच्छा. बरं.
तर मग मी नेमका घरी गेलो आणि मग मी बघितलं, तर आजी बाबांच्या मांडीमध्ये होती. आणि ती गेली होती.
हं. अरे!
तर मतलब त्या अ, मी 10वीमध्ये होतो. हो, 8वी 9वी-10वीमध्ये असेन मी, तर अ, मला असं वाटलं, की माझी आजी कसं जाऊ शकते, मला आत्ता तर बोलली होती की "तू लवकर ये, आपण मस्तपैकी टीव्ही बघूया" असं, "मी तुला गप गोष्टी, गप्पा-गोष्टी" का की मी आजी जवळ झोपायचा, तर मला आजी मला कसं जो सोडून जाऊ शकते? मी कोणाकडे झोपणार? मग अ, असं की म्हणजे काय असतं ना, की
हां, हां. अच्छा. हो, ना.
तुमच्या घरातलं कोणी मोठं गेलं ना, तुम्हाला असं वाटतं तुमच्या घरातलं ना, एक तो तो जो सुरक्षा करणारा कवच असतो ना, तो गेला.
हं. हो ना.
आणि नेमकं मी माझ्या बाबाला रडताना बघतो. माझी आई रडती आहे. मग नेमकं अ, दादा आला, माझे काका आले, काकाची मुलं आले. तर त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी होतं आणि मला असं वाटलं की की आपलं जीवन ना, खूप असं हं, छोटं आहे.
हो. खरंच.
आणि आपल्याला हे समजून घ्यायला पाहिजे, की आपल्याला ह्याला कुठे घेऊन जायचं आहे आणि मग ते काहीही होऊ शकतो. तुम्ही जीवनामध्ये कुठे जायचं आहे तुम्हाला, ते निर्णयाचा लवकरात लवकर त्याचा निर्णय घ्यायला पाहिजे. कसं, मी थोडंसं असं प्रॅक्टिकल पण विचार करतो. कसं ना, मी होतो 9वी-10वीमध्ये
बरोबर. हां.
पण माझ्या मतलब असं होऊ शकतो माझी मानसिकता एवढी विकसित आहे, या काही, तर मी आजी आणि बाबांना पाहिलं ना माझ्या, तर मला असं वाटलं अगर माझा हा क्षण आला, की माझ्याबरोबर असं काही घडलं. तर मी काय त्याच्यासाठी तयार आहे का?
हो ना.
यामुळे अ, माझ्याकडे तेवढं फायनान्शियल स्टॅबिलिटी आहे का?
अच्छा.
मग तो क्षण माझ्यासाठी खूप मोठा घडला आणि मी आजीचे 12-13 दिवस पूर्ण झाले आणि मी फक्त अभ्यासाकडे लक्ष दिलं आणि स्वतःला एवढं मोठं करण्याकडं कडे, लक्ष दिलं ना की माझ्या आई-बाबांना कधी त्रास नाही झाला पाहिजे.
अरे वाह!
का की खूप मोठं गोष्ट असते. त्या, त्या, नात्याला आपण असं जपून ठेवायचं ना की आपल्याला माहिती आहे, की वयाच्या हिशोबाने सर्व काही होतं. पण जोवर ते आपल्याकडे जवळ आहेत, तोवर त्यांना सर्व देण्याचा प्रयत्न आपण करू शकतो.
हो ना. खरंच.
तर ते थोडंसं बदल घडला माझ्या लाईफमध्ये.
हं, हं. मग तुम्ही जे स्वतःबद्दल शिकलात ते तुमच्या रोजच्या आयुष्यात कसं काय वापरतात तुम्ही?
अं, मी स्वतःला अ, कसं बदललं माहिती आहे का? मी अ, एक टु-डू लिस्ट बनवतो. आज पण बनवतो. मी सुरु केली होती ही 12वीमध्ये बनवणं टु-डू लिस्ट की मला आज याचा अभ्यास करायचा आहे. त्याला टाइम टेबल म्हणायचो पहिलं मी. आता हा टु-डू लिस्ट झाला की मला आज काय-काय करायचं आहे? आणि नेमकं कुठे आणि कधी जायचंय? मी तुम्हाला सांगतो मी 2 टु-डू लिस्ट वापरतो. एक प्रोफेशनल आणि एक पर्सनल. मला आज पर्सनलमध्ये काय-काय करायचंय? आणि प्रोफेशनलमध्ये काय पण काय-काय करायचंय? का की टु-डू लिस्ट ना, आपल्याला खूप असं मोटिवेट करते की तुम्ही जो कामं लिहिली आहे ना ती तुम्हाला करायला पाहिजे. मी नेमकं तुम्हाला सांगतो मी एक अजून रूल वापरतो तो असतो 12 वीक गोल.
हं. अच्छा. अचानक हं. हं. हं. अ. अच्छा. ते काय असतं?
त्याच्यामध्ये काय असतं त्याच्यामध्ये ना तुम्ही, आपण अ, मतलब या रूलचं असं मेथड आहे की तुम्ही वर्षामध्ये जो कार्य करणार आहे ना
हं.
त्याला तुम्ही 12 हफ्त्यामध्ये करा. आता ते कसे करायचे ना की तुम्ही त्यांना छोट्या-छोट्या टप्प्यांमध्ये, पावलांमध्ये असं लिहून घ्यायचं. जसं मी तुम्हाला सांगू, मी एक गोल घेतला होता, एक वर्षा अगोदर की मला माझं स्वतःचं कंटेंट क्रिएशनचं काम सुरू करायचं आहे. आणि त्याला वर्षभर ला लागतंच लागतं. तर मी त्याला 12 हप्त्यामध्ये कसं केलं? की मी रोज लिहिलं की म्हणजे आज 1 दिवस मी अर्धा तास देणार, ह्याच्यामध्ये मी अ, चॅनेलचं नाव आणि अ, माझं प्रोफाइल नेम सिलेक्ट करणार. मग असं स्टेप बाय स्टेप मी त्याच्यामध्ये करत गेलो. काय असतं स्टेप बाय स्टेप अगर तुम्ही कोणची ही मोठी स्वप्न, या मग मोठं कार्य तोडलं ना, त्यात तुमचं कधी होतं तुम्हाला हेच समजत नाही आणि तुमचं जास्त टाईम पण जात नाही.
अच्छा. हां. बरोबर.
तर मी ह हे छोट्या-छोट्या अ, रीतिरिवाज पाळायचा त्याच ज्याच्यामुळे माझं असं काम थोडं सुरळीत चालायचं.
वाह! किती छान! म्हणजे छोटं-छोटं भ भागांमध्ये, आपले रोजची कामं तुम्ही स्प्लिट करतात. एक टू-डू लिस्ट बनवतात, टाईमटेबलसारखं आणि त्यामुळे मग सगळी वस्तू सोपी जातात, नाही का?
हो.
वाह! मग असा प्रयास तुमचा सतत चालू असतो का? की अ, म्हणजे कधी-कधी असंच करतात की रोजचं ही एक रूटीन आहे तुमची?
ही माझी रोजची रुटीन आहे. मी रोज करतो हे काम, का की ह्याच्याने तुमचं ना, डे प्लान होतो आणि ज्याचं डे प्लान होतो ना, त्याला काही कुठेही त्रास होत नाही. मी माझ्या प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफमध्ये बफर पण ठेवतो.
वाह!
तर तुम्ही म्हणू शकता की मी खूप जास्त टाईम ओरिएंटेड आहे, पण काय असतं ना, ज्याला कुठे पोहचायचं आहे ना, त्याला ते टाईम ओरिएंटेशन आणि स्वतःला ओळखण्यासाठी ना, खूप गरजेचं आहे हे टू-डू लिस्ट आणि वर्क फ्लो समजणं. कधी-कधी आपल्याला वाटतं की आपण काही पण करू शकतो आणि दुसरा क्षण आपल्याला वाटतं की आपण काही नाही करू शकत. त्याच्यामुळे ना आपल्या अ, अ, मनातनं असे नवनवीन विचार येतात.
छान. हं, हं. हो. खरंच. हां. हो ना.
त्याच्याहून छान आपल्या विचारांना थांबवण्यासाठी तुम्ही टू-डू लिस्ट बनवा, त्याच्यामध्ये तुम्ही लिह लिहू शकतात की तुम्हाला हे करायचंय, हे करायचं, असं करायचं. त्या टू-डू लिस्टमध्ये पण तुम्ही त्या सबपार्ट करू शकता की मला हे काम इतक्या-इतक्या दिवसात करायचं आणि असं असं एक एक दिवसामध्ये मी हे-हे करणार आहे. त्याच्यामुळे ना तुमचा डे एवढा छान प्लान होतो आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का, मी ना माझं, माझं लग्न झालं ना, त्याच्यानंतर अ, आम्ही मी आणि माझी बायको हनीमूनवर गेलो.
हम्म. हो ना.
मी तर पूर्ण प्लॅ डे प्लॅन केलेला होता. पण आता नवं लग्न झालं तर आता बायकोच्या हिशोबाने चालायचं, तिला जसं आवडायचं तसं वागायचं. पण मी तो प्लॅन माझ्यासाठी प्लॅन करून ठेवला की असं आज मी कलंगट जाणार, आज मी कयाकिंग करणार, आज मी काबाद मतलब असं कुठे-कुठे प्लेसेस सिलेक्ट करून ठेवलेली, ताकी अगर त्या टू-डू लिस्टमधनं, या मग त्या प्लॅनिंगमधनं अगर 50% पण अचीव्ह झालं ना, तर तुम्हाला असं वाटतं की तुमचा डे डे वेल प्लॅन्ड असतो. वरना तसं कसं मी तुम्हाला सांगतो, मी शॉ अ, माझ्या बायकोला गोवा जाऊनही शॉपिंगच करायची होती. मग ती शॉपिंग करायला गेली तर अर्धा तास तिथे गेला, मग 1 तास आम्ही कोणत्या कॅफेमध्ये गेलो. पण असं जागा फिरायला काही अ, टाईम नाही भेटला. तर म्हणून मी अ, डे प्लॅन करतो की कुठे ना तुम्ही कमीत कमी असं तुम्ही कुठे गेला तर तिथे टाईम छानसी अ, स्पेंड करा आणि तिथे जाऊन या, तर असं व्यवस्थित असतं ना सर्व म्हणून.
अच्छा. हां. अच्छा हां. अच्छा. अच्छा. हो, ना. खूप छान असे छोटे-छोटे तुम्ही वी टिप्स दिले आम्हाला आज, की कसं काही आपण स्वतःची ओळखीचा, आपण जाणून घेऊ शकतो, की आपली ओळख काय आहे. आणि ती ओळख आपल्या कुटुंबीयांमुळे आपलीच अ, होते तयार किंवा आपले नातेवाईक आहे, आपले मित्रमंडळी आहे, सगळ्यांचंच मला वाटतो, की काही ना काही थोडाफार असा सहयोग असतो, त्याच्यात नाही का? आणि त्यामुळेच आपली ओळख आपल्याला कळते आणि जगालाही कळते, की ठीक आहे, हा व्यक्ती असा-असा आहे, हा हे वस्तू करण्यात याचे स्किल्स किंवा टॅलेंट आहे. तर अ स्वतःला ओळखण्यासाठी मला वाटतं की आपल्या आसपासच्या लोकांच्यावर जर आपण ध्यान ठेवलं ना, तर पटकन आपल्याला कळतं, की आपण आयुष्यात आपली काय ओळख तयार झाली आहे.
हो, नक्की असतो. हो. हो, अगदी बरोबर. हो. माझं असं हां, माझं असं म्हणणं आहे, की ना ओळख म्हणजे माइंडसेट असतो.
खूप छान माहिती तुम्ही दिली. हां. हो, ना.
आणि तुमचा माइंडसेट ना, तुमच्या अ, अवती-भोवती जे लोकं असतात ना, त्याच्याने तैयार होतो.
हां. बरोबर, अगदी खरं.
कारण की खूप मोठे लोकं होते, ज्यांनी म्हणालं होतं, की तुमची जी सराऊंडिंग असते ना, ती तुमची ओळख निर्माण करते. तर अगर तुम्हाला वाटतं ती सराऊंडिंग तुमच्यासारखी नाहीये, तर त्याला सोडून बाहेर येऊन जा. तर तुमची ओळखपण छानशी निर्माण होणार आणि तुम्हाला असं वाटणार नाही, की मी गलत संगतीमध्ये असतो. आपल्याला कसं आई-बाबा म्हणायचे तुझी संगत सुधारायची, तू ह्यांच्याबरोबर नको फिरू. ते म्हणून म्हणायचे, की तुमची ओळख त्या लोकांबरोबर तशी वाईट ना बनून जाय.
अगदी बरोबर. हो, ना, म्हणजे त्यांनाही काळजी असतेच ना, की हा वाईट संगतीत जाऊन, त्याच्यासोबत काही आयुष्य बिघडण्यासारखी वस्तू न होवो.
हो. हो, अगदी बरोबर.
खूप छान तुम्ही माहिती आज शेअर केली आमच्या सोबत. आणि ह्यासाठी तुमचे मनःपूर्वक आभार आणि खूप-खूप धन्यवाद.
तुमचं पण खूप-खूप धन्यवाद. परत भेटूया.
हो, ना. न